आणि खूप दुसरे लोकं खूप असे मोठे-मोठे आहे. तर मला आई म्हणाली, की
मग तुम्ही आईला सांगताना असं काही वेळ वगैरे बघितली होती, का डायरेक्ट अ
नाही मी वेळ बघितली होती, की आई एकटी असायला पाहिजे. आईच्या जवळपास कोणी नाही. ना ताई, ना दादा
अच्छा. म्हणजे आई कामात आहे वगैरे.
असं मी कामात मधनं तर असं खेचून घ्यायचं, की तू माझ्याशी बोल पहिले, माझ्याशी बोल. मला बोलायचंय तुझ्याशी. हां, का की आज पण असंच आहे, आज मी अ, न जॉब झाली, माझं लग्न झालं. तरी मी माझ्या पार्टनरला जेवढं नाही सांगत ना, सगळं. त्याच्या पहिले मी आईला सांगतो, की "आई पहा, असं-असं झालेलं आहे." का की मला ती सवय आहे तेव्हापासनं. तर मग मी कॉलेजमधनं घरी गेलो, म्हणलं, "आई मला असं वाटतं, मी खूप कमी आहे. हे लोक ना असे आई खूप छान-छान गाड्यांमध्ये येतात." ती काळजी नाही आहे, मतलब असं, की एक जो माझ्या मनात एक असं अ, की एक शंका निर्माण होत होती ना ती मला त्याचा निकाल हवा होता.
अच्छा. <chuckles> अच्छा. आईला सांगतात. हं, हं. बरोबर. हं, हं, हं. हां, शंका, की जर हां, हां. हां.
तर कोण? माझी आई फक्त. तिच्याकडूनच घेऊ शकतो ना मी. तर मी आईला बोललो, म्हणलं "आई असं-असं आहे, तु मला"
बरोबर. मग आई काय बोलली मग?